हो. आईच्या हातच्या जेवणाचा तर वास तर बे येत नाही कुठं त जास् जास्त करून. पण अ, बहुतांश वेळा असं होतं की मोगऱ्याचं झाड हे भरपूर वेळा जाळीच्या कडेला किंवा कॉलेजमध्ये, आमच्या कॉलेजमध्ये मोगऱ्याची बाग आहे. तर अ हो, तर अ, बहुतांश वेळा मी असं होतं की मी तिथं जाऊन बसतो, का तर मग अ, ते आपल्या घरचा वास आपल्याला तिथं येईल म्हणून. आणि
हो. अरे वाह! छान!
आता कसं असतं ना की घरापासून आपण 400-500 किलोमीटर दूर राहतो. तर मग घरची आठवण कुठे ना कुठे येतच असते. तर अ, तेव्हा मला जेव्हा मी त्या अ, बागेमध्ये किंवा तिथे जाऊन बसतो ना तेव्हा फार छान वाटत. असं वाटतं आपण घरात येऊन बसलोय. कारण
नक्कीच, नक्कीच.
मोगऱ्याची तुम्हाला एक खासियत माहिती असेल की मोगऱ्याच्या फुलांचा रात्री वास जास्त येतो ॲज कम्पॅरेटिव्ह दिवसा. तर आमचं कसं व्हायचं की माझा जो बिछाना आहे, तो मी त्या हे नसतो का आपला पोर्च नसतो का त्यात टाकायचो आणि रात्रभर त्या मोगऱ्याचा वास मला येत राहायचा. म्हणजे असं दुसरा कसला वासच नसायचा. एकदम छान रात्रभर त्या वासात झोपायचं.
हो. हो, हो, हो. अच्छा. म्हणजे लोक ते मुद्दामून अ, झोप चांगली येण्यासाठी काहीतरी लावतात ना, अ, बेडरूममध्ये कुठलातरी वास लावतात, इसेन्स लावतात, हाताला तेल लावतात. म्हणजे काही ना काहीतरी अ, कृत्रिम अ, असे प्रयोग करतात वास येण्यासाठी. चांगला सु अ, काय म्हणतात झोप लागण्यासाठी वेगवेगळे प्रकार करतात. पण तुम्हाला एकदम निसर्ग निसर्गानेच अ, छान अशी बाग दिली आहे बाजूला. <chuckles>
हो, हो. रूम फ्रेशनर वगैरे, हां. बरोबर. हो. बरोबर. आम देवाने दिलेले रूम फ्रेशनर आहे त्या वासात. <chuckles>
हो. <chuckles> नक्कीच.
<chuckles> आणि त्यातल्या त्यात माहितीये का ते 7 तालांचा मोगरा येतो. म्हणजे आता मोगरे दोन 2-3 प्रकारचे येतात. तर 7 तालांच्या मोगऱ्यामध्ये काय असतं माहितीये का? 7 कळ्यांनी मिळून तो बनलेला असतो. म्हणजे जो पूर्ण फुललेला असता तो. तर अ, त्याचा वास खूप जास्त येतो. ॲज आपण नॉर्मल ग मोगरा म्हणतो ना, त्याच्या कंपॅरिझनमध्ये त्याचा वास खूप जास्त येतो, एकदम दाट वास येतो.
अच्छा. अच्छा! अच्छा. हं, हं. म्हणजे मला साधाच मोगरा माहिती आहे. मला एवढे प्रकार असतात एवढं माहीत नव्हतं.

म्हणजे आठवण म्हणजे भरपूर आठवण घेते, कारण आता कसं असतं, की जे आपण बाहेर असतो, तेव्हा आपल्याला ते सर्व गोष्टी भेटत नाहीत, ज्या आपल्याला पाहिजे असतात. आणि आता बहुतेक वेळा आता मी आज बाहेर गेलो होतो मार्केटला. तर तेव्हा मी तुरीच्या शेंगा बघितल्या आणि तुरीच्या शेंगा बघून मला लगेच क्लिक झालं, की अरे, यार, मम्मी को मम्मीने घरी बनवलं असेल कढीभात. आणि मी इथे बसलोय, की मला खाता येत नाही आणि आता कसं असतं मी तसा आहे कूक. मी बनवतो सर्वच. पण हां, पण ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या हॉस्टेलवर बनवणं पॉसिबल नाही होत, कारण त्याला मिक्सर लागते, त्यानंतर मसाले वगैरे सगळे
हां. अ <chuckles> अरे वा! हं. मग तुम्ही बनवता ते आईच्या रेसिपी सगळ्या बनतात? तुम्ही पण बनवतात?
अ, हो, हो, आईच्या आईच्या हातची एवढी चव येत नाही हो. पण ट्राय करायचं थोडंफार कधी-कधी, जमतंय.
अच्छा, थोडाफार तरी.
हां, थोडंफार आपल्या आपल्या पोट भरेल एवढं. <chuckles> पण आईच्या हातची चव नाही येत.
नक्कीच, नक्कीच. चांगली गोष्ट आहे. हां. मग ते कोणी शिकवलं तुम्हाला, म्हणजे तुम्ही स्वतःहून शिकलात? का आईनी शिकवलं?
आईच्या हात नाही. मला माझ्या आईने लहानप आई म्हटल्यापेक्षा माझे वडील. माझ्या वडिलांना आधीपासून स्वयंपाकात आवड आहे. आणि आवड म्हणजे ते मला पण घेऊन करतात. की हां, त्यांचं कसं असते, त्यांना हाताखाली लोकं लागतात. ते कधी करताहेत ते करत असले म्हणजे समजून घ्या, आपण त्यांच्या हाताखालची माणसं. ते बोलतील, "हां, चल कांदा कापून दे," मग कांदा कापून द्यायचा. मग आताही त्यांना मधेच एखादं काम आठवते. मग ते सगळं सोडून देतात आणि ते सगळं मग आपल्यावर येतंय. <chuckles> मग आपणच ते सगळं करायचं. आणि
<laughs> हो, हो. अरे! पण मजा येत असेल ना, एकत्र करायला?
हं. हो, मग सगळं म्हणजे मी सांगतोय तुम्हाला, आमची आई मस्त साइडला उभी असते आणि मजा घेत असते, की "हां, ठीक आहे, करताना तुम्ही, करा." कारण तिला माहिती आहे, आता हे सगळे एक, एक, एक, एक पडणार आहे आणि हे सगळं आपल्यालाच करणं पडणार आहे. आणि तसंच होतं, की पप्पांना एखादा कॉल येतो आणि पप्पा काय म्हणतात, "अर्र, मला एकदम अर्जंट कॉल आला, मला जावंच लागेल." आणि पप्पा बरोबर पळ काढतात तिथून. मग पप्पा निघून गेले. <chuckles>
अरे बापरे! म्हणजे तुम्हाला तयारी करायला लावले आणि ते पळाले.
<chuckles> मग पप्पा निघून गेले हां, मग पप्पा निघून गेले की मी, मम्मीला विचारायचं, "मग मी आता काय करू?" मग मम्मी सांगते, "आता हे टाक, मग आता हे टाकलंस" हो, मी असं शिकलोय. मी भरपूर गोष्टी अशा बनवायला शिकलोय. आणि त्याच्यानंतर अं
मग तुम्ही बनवता मग? अच्छा. मग असं तुम्ही शिकलात? अरे वाह! म्हणजे आई पेक्षा पप्पांचा हात जास्त मोठा आहे शिकण्यामध्ये. हं, हं.
<laughs> हो, बरोबर. आणि मग कसं आई मला एक, एक गोष्ट सांगते, की "हां, चल आता हे टाक, ह्याच्यात एवढं तिखट टाक, एवढी मिरची टाक." आणि मग ते सर्व आपण करायचं. पण मला माहिती आहे का, मला कधीच मी स्वतःच्या हाताचं बनवलं माझ्या आईला आवडतं. माझ्या बहिणीला आवडतं. माझ्या पप्पांनासुद्धा माझ्या हातचं आवडतं. पण मला काय माहिती हो. पण मला माझ्या आईच्या हातचंच जास्त आवडतंय. मला स्वतःच्या हातचं एवढं चांगलं नाही लागत.
नक्कीच. काय बोलता?

अच्छा, हां.
हां. तुरीच्या शेंगांचे अशे गोळे बनवतात बेसन पीठामध्ये वगैरे टाकून आणि त्यांना कढी असते ना आपली, आपण कढी करतो बघा बेसनाची, त्याच्यामध्ये शिजवल्या जात.
अच्छा. हां, हां. हो, हो. हां. अच्छा, हे नाही माहिती मला. पण छान वाटत असेल. हां.
त्याचं ये हो. तुम्ही YouTubeला सर्च करा जा. हो. फार छान लागतं ते. म्हणजे तो आंबट-गोड इतकं मस्त लागतं ते. तर अ, आणि ते
हो, हो. म्हणजे चव कढीची कशी आंबट, आंबट आणि त्यात तुम्ही म्हणताय हे तिखट असतं का?
हो. हो, हो. ते अशी आपण भजे कसे करतो, त्या टाइपमध्ये करून टाकलेले असतात. फक्त तळत नाहीत, कच्चेच टाकतात. तर ते त्या
अरे वाह! मस्तच. <shushes> म्हणजे एकदम जि जिभेची मजा असते, म्हणजे चव तुम्ही म्हणता तशी दोन्ही चव आंबट-गोड. छान लागत असेल. नक्कीच.
हो. अगदी बरोबर. आंबट, गोड, तिखट आणि त्याच्यासोबत भात.
अच्छा, गोड पण असतं?
इत हो, इतका छान कॉम्बो लागतो ना तो. अरे, बाप रे!
अरे, वाह! म्हणजे मी आंबट, तिखट ट्राय केलय. गोड मस्त वाटत असेल. नक्कीच.
हो. आणि त्याचा तो कॉम्बो इतका छान असतो ना, की असं त्याला त्याच्या वासाने पूर्ण घर हे होतं, गुंगतं म्हटलंय. घराला नशा येतो त्याच्या वासाने एक प्रकारचा आणि
हम्म. नक्कीच. म्हणजे तो वास आला, की सगळेजण अ, अ, हळू-हळू अ, जेवणाच्या टेबलला येत असेल. <chuckles> म्हणजे सगळे असं म्हणतो ना, "अरे, काय आज मस्त, आप म्हणजे लवकर आलं, की जास्त खायला मिळेल." <chuckles>
बस. हां, ग बस. अगदी बरोबर.

आई काय करायची, की माझ्यासाठी स्पेशल वेगळं काढून ठेवायची. कारण मी 2 दिवस लगातार तेच खायचो. आणि ते जसं, जसं ते ते आपण म्हणतो ना, रात्र उलटते त्याच्यावरती 1 आज, आज सकाळी केलं तर संध्याकाळी. संध्याकाळी त्याची चव आणखी छान लागते. म्हणजे आता असं वाटणं सकाळी खाल्लं हो, जर आपण ते सकाळी खाल्लं तर आपल्याला असं वाटेल
अच्छा. हां, हां. काय बोलता? अच्छा. ते पूर्ण मुरलेलं वगैरे असेल तोपर्यंत मग आतमध्ये.
हां, हां. ते गोळ्यांमध्ये तो पूर्ण कढी मुरून जाते त्या आणि ते फार छान लागतं.
नक्कीच. मस्त, मस्त.
आणि हो आणि अजून एक डीश आहे आमच्या इकडे बनवतात. तुमचे आम्हाला अ, सांगायला आवडेल, अ, चिकोल्या माहिती आहेत का तुम्हाला?
हो, चकुल्या, हो.
चकल्या नाही चिकोल्या. ते आता तुम्हाला वरणातल्या पोळ्या माहिती आहे का?
चकुल्या बोलताय ना?
हां, चकुल्या बोलतात का त्याला? मला काय माहिती तुमच्या इकडे काय म्हणतात? हो, ते हां. बस, बस, बस, बस. चको ते चप तिला वरणात शिजवलं जातं चपातीच्या पिठाला चपाती करून ते काटून वगैरा.
हां, आम्ही तरी चकुल्या बोलतो त्याला. म्हणजे आपल्या चपातीच्या पिठाचचं अ, केला जातं आणि आम हो. अच्छा हां, हां. अ, हं. मस्तच ते पण छान लागतं. हो, ते पण मे मुरतं ना? एरवी आपण ते चपातीने थोडं-थोडं खात असतो त्यात अ, तेच पीठ पूर्ण मुरलेलं असतं.
तर ते, त्यांचा एक वास. ही हो. बरोबर. अगदी बरोबर अन् त्यांचं वा
एकदम भिजलेलं छान वाटतं ते खायला.
हो. त्यांचा वास पण एवढा
अन् तुम्ही म्हणता तसा तिकटाचा वगैरे फोडणीचा वास आला की मस्तच, हं.
बस एक नंबर, म्हणजे तोंडाला पाणी सुटतं त्याचा विचार सुद्धा करून.
कडक. <chuckles> हो, तेच अ, एकदम तिकट, तिकट एकदम जिभेला हे होतं ते.

नक्कीच. पण तुम्ही करता आणि ते नक्कीच अ, म्हणजे काय म्हणतात ना दुसऱ्यांना पण म्हणजे आई नाही ज्या, आईला सुट्टी हवी असेल, तेव्हा दुसऱ्यांनाही खाऊ घालतायेत. ही छान वाटली गोष्ट ऐकून. म्हणजे
पण आता क हो. अरे, भरपूर वेळा करतो मी. आता बघा ना, आता मी तुम्हाला माझी एक गोष्ट सांगतो. अं, माझ्या आईचा आता फ्रॅक्चर हात फ्रॅक्चर झालेला होता. आता म्हणजे झाले असतील 3-4 महिने झाले होते. तर अ, तिच्याच्याने काय व्हायचं ना आणि तेवढ्यात दिवाळी आली होती. तर अ, दिवाळीचं जे पूर्ण फराळ होतं चकल्या, चखल्या, चिवडा, शंकरपाळे हे सर्व मी बनवलं होतं. तिला फक्त विचारत होतो "चल, तू बस म्हटलं आणि मला सांग, काय करायचंय ते." चकल्या बनवण्यापासून ते पीठ मळण्यापासून ते तळण्यापर्यंत सर्व मी केलं होतं घरी.
हां, हां. हो. हं. अच्छा. <laughs> अच्छा. म्हणजे आईचे तुम्ही असिस्टंट शेफ.
असिस्टंट शेफ. माझी आई हेड शेफ. ती फक्त बसून सांगायला की आता हे कर, आता हे कर, आता हे कर. असिस्टंट शेफ सगळं करतात.
हं. मस्तच. हां. नक्कीच. नक्कीच, नक्कीच. मग असे तु तुम काय म्हणतात? स्पेशल कूक तयार होत आहेत आणि नक्कीच, अ, मग आता कुठे आहात? घरात अ, पोच तुमचं शिक्षण झालंय का, अजूनही कॉलेजमध्ये आहात?
<chuckles> नाही, नाही. नाही. शिक्षण चालू आहे माझं. लास्ट इयरला आहे मी.
मग आता मग मध्ये-मध्ये जात असतात घरी तर.
ठीक आहे हो. मध्ये-मध्ये म्हणजे आता तिचा हाथ फ्रॅक्चर गे होता तेव्हा गेलो होतो. आणि मग
मग तेव्हा ते घरचा दोन्ही वास किचनचा, आईच्या किचनचा वास आणि मोगऱ्याचा वास दोन्ही घेऊन परत जाता मग कॉलेजला शिकायला? अजून किती वर्ष आहेत शिकायला?
दोन्ही पण. सगळंच, सगळंच. हो, झालं आता हे शेवटचं आहे. 6 महिन्यानंतर मग डिग्री संपून जाईल.
म्हणजे आहे अजून 1 वर्ष तरी आठवण राहणार आहे अशी तुमची.
हो. आणि ह्या गोष्टी म्हणजे विचारात येतात की घरी घरून आल्यानंतर ना इकडे माझं मन नाही लागत. कारण आईची आठवण येत राहते. आणि आई ते जेवण माहिती आहे का? मला जास्त करून आम्हाला इकडे मेसचं जेवण चांगलं नाहीये. तर मग मेसमुळे काय होतं की आईची आठवण लगेच येते आणि तो वासच येत नाही जेवणातून.
अरे वाह! हं. नक्की.